आणि मला डेडलाईन होत्या. ते जे वेगळे माझे दुसरे टास्क बाकी होते, तेही पूर्ण करायचे होते, हे ही पूर्ण करायचं होतं. तर मग माझं थोडंसं आहे ना, मी फ्रस्ट्रेट झालो त्याच्यामध्ये आणि ते काम जे बॉसने दिलेलं होतं ते थोडंसं पेंडिंग झालं किंवा त्याच्यामध्ये त्यांना जे रिक्वायर्ड होते ती गोष्ट ती मी त्यांना प्रोड्यूस करून देऊ नाही शकलो. तर त्याच्यामुळे माझं नुकसान असं झालं की बॉस अ, नी, विचार केला की हा व्यक्ती एवढं काही जास्त इनपुट देत नाहीये कामामध्ये असं-तसं. मग त्यांना हे माहिती नव्हतं की माझ्याकडे काम जास्त होतं आणि माझंही एक
हां, हां. मग तुम्ही त्यांना सांगितलं नव्हतं? जेव्हा तुमच्या बॉस ने हां.
नाही-नाही, ते माझचं चुकलं की मी त्यांच्यासमोर क्लिअर केलं पाहिजे होतं की, "माझ्याकडनं हे होणार नाही" कारण की कधी-कधी काय होतं ना, आपण हो बोलतो आणि आपल्याकडनं ती गोष्ट होणार नसेल
हो.
तरी आपण त्याला होकार दिला ना, तर मग ते कधी अ, आपलं काम खराबच होतं त्याच्यात.
हो ना.
दुसऱ्याच्या दृष्टिकोनात ती आप आपली नजर आय म आ आपण त्याच्या नजरेतून उतरतो मग, असं होतं.
तुम्ही त्यांना अगोदरच सांगून दिलं असतं का, "सर, माझ्याकडून नाही होणार?" अ, अगोदरच तुमच्याकडे इतकं कामाचा लोड होता, तर अ, तेव्हा अ, काही वेळेस सरांनी ते ऐकून पण घेतलं असतं. पण तुम्ही हो बोला आणि नंतर नाही
हो. हो, नक्कीच आणि मी तेव्हा त्यांना हे सांगितलं ना, की, "सर माझ्याकडे काम जास्त अ, होतं त्यामुळे अ, मी, हे कामाला एवढं हे करू नाही शकलो, माझं इनपुट जास्त देऊ नाही शकलो." मग त्यांनी मला सांगितलं, "अरे, मग मला तेव्हा सांगितलं असतं ना, मी तुझ्याऐवजी दुसऱ्याला दिलं असतं हे काम. कशाला तू माझाही टाईम वाया घातला आणि स्वतःचाही टाईम वाया घातला त्याच्यामध्ये."
हं, हं. हो ना.